अच्छा. तर तुम्ही जास्तीत जास्त अशा आउटडोर्स, इनडोर्स आणि काहीतरी गेम्स असे छान देतात. अजून काय काय करतात? म्हणजे ड्रॉइंग तिला आवडतं, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात रंग वगैरे, असं काय तिला करायला देता, बुक्स वगैरे?
हो. नाही. तिला ड्रॉइंग आवडते. तर माझी बायको आर्ट्स, फाईन आर्ट्समध्ये तिनी मास्टर्स केलंय. तर ती तिला शिकवायला बसते मस्तपैकी, की बाळा, ह्या वाल्या कलरचं नाव हे असतं आणि आपण इथे हे करू. मस्ती चालत असते दोघांची, पण ना मला असं सतत वाटतं, ती फक्त दाखवायला बसते तिथे आणि तिचं अर्ध लक्ष ना आईच्या टीव्हीवर असेल, नाहीतर तिची मम्मा फोन चालवते त्याच्यावर असतं आणि मग ती पटकन जाते. मम्मा, "आप क्या देख रहे हो?" असं म्हणते ती. तर मग त्याच क्षणी ना आम्ही लोकं प्र प्रयत्न करतो की तो फोन नाही चालवायचा. टीव्ही चाल चालतंय, की ते आईला थांबवू नाही शकत तुम्ही. ती दिवसभराचं कामवाम केलेलं आहे, मग ती दमून जाते, तर मग टीव्ही पाहते.
हं, हं. हां. अच्छा. बरोबर. दमलेली असते आणि तसं पण टीव्हीमधल्या आईच्या गोष्टी मला नाही वाटत, मुलांना तेवढा इंटरेस्ट देत असेल.
तर मग हां. का की त्याच्यामध्ये ना आईचे मराठी सीरियल असतात. तर त्याच्यामध्ये असं काही आहेच नाही जे पोरांना असं वाटेल. हां.
हां. म्हणजे तसं त्यांच्यासाठी ते नॉट सो म्हणजे काय म्हणतात, नाहीये इंटरेस्ट नाहीये.
हां. हां. इंटरेस्ट नसतोच तर. तर मग मग काय असतं, तिला ड्रॉइंग करायची. मग अ, आमचं असं ठरलेलं असतं. आमच्याकडे ना असं, आम्ही सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातो आणि तो आमच्या घरातून अर्धा अर्धा तासाच्या दुरीवर आहे. तर तिथे आम्ही तिला घेऊन जातो. मग नंतर आम्ही अ, अ, बुधवारी गणेश मंदिर जातो. हो.
हां. जे जमेल तसं. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही ऑफिसमध्ये पण आहात. म्हणजे जसं-जसं जमेल तसं तुम्ही तिला गार्डनमध्ये घेऊन जाताय, अ, मंदिरात घेऊन जाताय, बाहेरच्या आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये घेऊन जातायत. कधी-कधी तुम्ही तिच्यासाठी क्रिएटिव्ह इनडोअर ॲक्टिव्हिटीजही बनवतायेत. मग तुम्ही तुमचा वेळ अ, कसा काढता तिला हे सगळं करण्यासाठी?
आम्ही तसं-तसं प्रयत्न करतो. हो. हो. हो.

अच्छा. म्हणजे मेन <shushes> तुम्ही जसं बोलता बोलता बोलूनच गेलात की स्क्रीन टाईमचं मेन कारण हेच आहे की ते एकटे पडतात. म्हणजे त्यांना जर एकटेपणाच नाही झाला, हल्ली सगळे वर्किंग वगैरे असतात आणि त्यामुळे अ, प्रत्येक जण म्हणजे म्हणतो ना अ, कामामध्ये बिझी असतो प्रेशर असतं, टेन्शन असतं. मग त्यापेक्षा काय म्हणतात वेळ द्यायच्या ऐवजी फोन धर आणि शांत रहा. म्हणजे त्या असं वाटत, की रिस्पॉन्सिबिलिटी संपली. पण नंतर त्यांना जो काही टेन्शन होतो ह्याच्यामुळे जे काही अ, तुम्ही जसं म्हणालात मगाशी 5 वर्षात जे त्यांचं अ, डोकं वाढायचा अ, क्रिएटिव्हिटी वाढवायचे दिवस असतात आणि नेमकं त्याच्यात हे एकदम असं नुसतं स्क्रोल करण्याचा मोबाईल होतो म्हणजे त्यांच्यावर खूप परिणाम होत असेल ना, या गोष्टीचा?
हो, हो. फोन धर. हां, अगदी बरोबर. संपली. हो. त्यांच्यावर सर्वात मोठा परिणाम काय होतो माहिती तुम्हाला त्यांची जो अ, म मानसिक क्षमता असते ना, ती फक्त 60 सेकंदाची असते. का की YouTubeवर जो रील असते ना ती फक्त 60 सेकंदची असते.
हं, हं.
आणि जसेच त्यांचं ते तुम्ही कधी ना बघाल पोरांना जो फोन चालवतात ना, त्यांचा राग एवढा जास्त असतो ना अगर तुम्ही गो गोष्टी नाही ऐकली. तर ते मग नाही फोन फेकतील किंवा मग का की त्यांनी कुठेतरी ते पाहिलेलंय. आणि मग काय झालं होतं माहिती तुम्हाला एकदा सांगतो. आम आम्ही असेच बसलेलो होतो. तर मी फोन घेतला तिच्याकडनं. तर मला बोलते पागल.
हो. हां, हां. अच्छा. हां. अच्छा.
तर माझं डोकं फिरलं. मला कोण बोललं घरामध्ये आणि मी जोराने बोललो. कोण बोललं आता घरामध्ये असं, हे शब्द वापरायचे कोणी बोललं, कोणी हिम्मत केली अशी? तर मग वहिनी म्हणाली, "मी नाही," हा बायको म्हणाली, "मी नाही," म्हणलं आई बोलली दादा म्हणाला, "मी नाही," बाबा म्हणाले, "मी नाही." "कोणी शिकवलं तुला?" बोले काका ते YouTubeवर पाहिलं म्हणलं, "बंद आजपासून YouTube बंद." मग खूप रडायला लागली केलं हे केलं "काका प्लीज, सॉरी ना, सॉरी ना, आता नाही बोलणार" पण
हां. घाबरली ती. हां. अच्छा! म्हणजे वेळ पडली की थोडीशी शिस्त लावायलाच पाहिजे म्हणजे नको त्या गोष्टीला आपण जाऊ दे केलं, तर मग ते पुढे डोंगर होऊ शकतं मोठ्या गोष्टी होऊ शकतात.
अगदी गरज असते ती. जाऊत नाही. हां. मग आमची वाहिनी आणि माझी बायको तर हसायला लागले होते की पागल म्हणाले. मग मी बोललं, "कशाला हसता तुम्ही दोघांना लाऊ का एक." मग ती घाबरून गेली. मग ती म्हणाली, "काका सॉरी," कान-वान पकडले तिनी आणि मग म्हणलं, "बाळा, आपण असं कोणाला शब्द असे नाही बोलू शकत, तर तुम्ही उद्यापासून शाळेत जातील तर तुम्ही काय करणार? मॅडमला बोलणार का पागल? तर मग काय म्हणेल, की 'तुमच्या आई-वडीलांनी हे शिकवलं.'" तर मग ते थोडं सम समजवलं प्रेमानी मग त्याच्यानंतर तिला सांगितलं, की हे चॅनेल नाही पाहिजे आणि अगदी मी सांगतो तुम्हाला, आम्ही 3 फोन देतो. एक बाबाचा फोन घेते ती आजोबाचा कधी पण ती आजोबाला वेडं बनवते, की चला फोटो बघतो आपण आणि पटकन ती YouTubeवर जाते. तर आम्ही तिथे माझ्या अ, आ बाबाच्या, वहिनीच्या आणि माझ्या बायकोच्या तीन तिघांमध्ये चॅनेल रिस्ट्रिक्ट केले जो तिला आवडतात.
हां. हां. हां, हां. हं, हं. हां. हां, हां.

काय असतं ना, <chuckles> की आम्हाला काढायची गरज नसते. तिला आम्ही सवय लावली ना, तर ती आता स्वतः येते ती. आम्ही ऑफिसमधनं आलो ना. की पाली पाणी-वाणी घेतलं आणि 5 मिनिटं आईशी बोललो की असं-असं झालं, थोडा बहुत संवाद झाला त्याच्यानंतर तिला माहिती आहे. ती म्हणते, "काकी चला-चला रूममध्ये आपण कपडे बदलून घेऊ." मग ती येईल. आणि आमच्याबरोबर कपडे-वपडे बदलणं झालं की "खाली चला." खाली झालं मग, "तुम्ही गार्डन चला." मग गार्डन झालं की "गाडीवर एक राउंड मारून द्या." मग ते झालं की "चला आपण जेवून घेतो आता." मग जेवायचं आणि मग त्याच्यानंतर, "काकी, आपण गेम खेळू गेम." मग ते चाललं असतं. काही ना काही असं चाललं असतं त्यांचं.
अच्छा! हां. <chuckles> हां. जायचं आहे. अच्छा. अच्छा. हां. नाही, एकंदरीत छान असं तिलाही असं ते आवडीचं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही तेवढे तेवढे तिला आवड लावलेली आहे. जेणेकरून तिला
हो. तिला हे छान वाटतं, की आम्ही तिला अ, तिच्याबरोबर खेळतो. तिला असं असतं ना, काय असतं ना सगळ्यात मोठी गोष्ट कशी की जेव्हा अ, पोरगा या पोरगी ना एकटे असतात ना, तर ते मोबाईलसाठी जातात. का की त्यांना माहिती आपल्या घरामध्ये आपल्या एजचं कोणी नाही. आणि जेव्हा माझ्या माझी बहिणीचा मुलगा येतो ना, ते दोघं सेम एजचे आहेत मतलब 3 ते 4 महिन्याचा फरक आहे. माझी बहिणीचा मुलगा जो आहे ना, तो 4 महिने छोटा आहे. तर जेव्हा ते येतात मस्त असे खेळ हां. मग ते गरज नाही. मस्तपैकी गाड्या निघतात, गाड्या चालवतात घरामध्ये पूर्ण. त्याच्यानंतर खिलौंने काढतात मग त्याच्यामध्ये, अ, घर-वर चाललं असतं. खूप मस्तपैकी चाललेलं असतं. तर त्याच्यामध्ये आम्हाला वाटतो की "हां, ठीक आहे ह्याला हिला कंपनी भेटली ना, मग झालं हिचं काम."
हां. हो. बरोबर. अच्छा. मग ते मस्त खेळत असेल. मग तुमची पण गरज नसेल. मग त्यांच्या, त्यांच्या लेव्हलला मस्त.

अच्छा, आणि असे पण असतात ना काहीतरी चाईल्ड कंट्रोलचे पण असतात ना, की YouTube हां, हां, हां. मग
हां. हो, पॅरेंटल कंट्रोल असतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय करायचं तुम्ही अ, एक लॉकर असतो त्या लॉकरमध्ये तुम्ही त्याला फिट करा ॲपला रेग्युलेट करून आणि त्याच्यामध्ये पासवर्ड फिट करून द्या. तर मग पोरांनी कितीही आम्ही काय करायचो आम्हाला जेव्हा वाटलं ना, की खूप जास्त वाढतं, तेव्हा मी नेटच बंद करून द्यायचो. मग ती म्हणायची, "चालत नाहीये, चालत नाहीये, चाल नाही चालणार, आता नेट नाहीये ना, नेट संपला आपला आता बाबा येतील ना, मग पैसे देतील मग आपण रिचार्ज करवून घेऊ." मग असं म्हणायचं का, की काय
हां. ओह! अच्छा. म्हणजे थोडंसं ते डिटॅच होणं गरजेचं आहे. ते एकदम हवहवसं वाटणं म्हणजे म्हणतो ना, एक ॲडिक्शन एवढ्याच वयाला लागणं बरोबर नाही. म्हणजे तुम्ही ते प्रयत्न पण छान केलेत, की अ, जमलं तर त्याच्याशिवाय पण राहता आलं पाहिजे.
खूप गरजेचं असतं. हो. अगदी बरोबर. का की आपल्याला अ, असं वाटतं, की पोरांना फोन दिला ना, तर आपल्याला टाईम भेटतो. आपण दुसरी काम करू शकतो. पण आपल्याला हे नाही समजत आहे, की आपण त्यांच्या मानसिक परिस्थितीची जाणीव घेता बिना, त्यांना तो फोन देतोय आणि तो फोन त्यांना ट्रेंड करतोय.
मस्त. हं.
कमी मानसिकतेसाठी अजून रागीट बनण्यासाठी काही पण शिकू शकतात ते त्याच्यामधनं. आजकाल आपल्याला माहिती आहे हो, अगदी.
अच्छा. ते नको त्या गोष्टी शिकत आहेत म्हणजे त्याच्यातून काही अ, ज्ञान किंवा अ, चांगल्या गोष्टी अ, होत नाही आहेत.